शहरी भागात अ, कसा काय फरक पडला? म्हणजे ग्रामीण भागामध्ये हे शक्य आहे, असं तुम्हाला वाटतं का? की डिजिटली शिकवणं अ, आणि सगळ्या ऑनलाईन शाळा घेणं. हे ग्रामीण भागात शक्य असं तुम्हाला वाटतं का?
हं, हं. हो, शक्य म्हणजे जास्तीत-जास्त सुविधा म्हणजे आपली कशी टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे असेल. तर चांगली गोष्ट आहे.
हं. हां, ते खूप महत्वाचं आहे कारण तिथे लोड शेडिंगचे वगैरे बऱ्यापैकी प्रॉब्लेम असतात किंवा अं
हो, हो आणि त्यांनाच त्यांना मिळालं पण पाहिजे ना ते ही. हं, हं.
इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही अ, थोडेसे त्यांच्याकडे अं, प्रॉब्लेम होतात.
तसंच म्हणजे आणि कसं आहे
तर मग ह्या सगळ्यावर काय उपाय आहे? म्हणजे अ, थोडक्यात ऑनलाईन शिक्षण प्रणाली हवी की नको?
म्हणजे मला तरी असं सगळं मी माझ्या अनुभवानुसार सांगणार, की खरंच जिथे गरज आहे, म्हणजे जसं तुम्ही बोललात, की ग्रामीण भागामध्ये. त्यांची खरंच परिस्थिती तशी आहे की त्यांच्या इथे तशा सुविधा नाही आहेत, तश्या शाळा नाही आहेत. अ, तसे शिक्षक नाही आहेत. तर मग ऑनलाईन जर त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं आणि अ, त्या लेव्हलचं जर मिळत असेल ना, तर मी नक्कीच म्हणेल की त्या मुला, मुलींनी शिकावं तसं. पण जिथ जिथे सिटीमध्ये जर आपण राहतोय ना तर जाणं म्हणजे घरातून बाहेरच निघणं खूप गरजेचं आहे. कारण हे काही वय नाही की घरात बसून अ, म्हणजे असं सगळं, सगळं लॅपटॉपवरच करणं.
हं. हम्म. हं. बरोबर, बरोबर. हं. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. हं, हं. खरं आहे, खरं आहे. घरात बसून राहणं. हो ना, म्हणजे मुलांनी खेळलं पाहिजे, त्यांचा शारीरिक हालचाल त्यांची झाली पाहिजे. अ, त्यांच्या वयाच्या लोकांसोबत त्यांनी राहिलं पाहिजे. आणि डब्बा एकत्र खाणं, एकमेकांना अ, वाटून देऊन खाणं. नंतर ए एकमेकांसोबत एडजस्ट होऊन राहणं, भांडणं, ते भांडणं सोडवणं. या सगळ्या किती अं, त्या वयाच्या मुलांसाठी आणि त्या अं, मुलांच्या वाढीसाठी, शारीरिक काय किंवा मानसिक काय. किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत नाही का या सगळ्या?
हो.

नाही अ, शाळा ती तशी जाते. पण ती फक्त म्हणजे कसं असतं, की जसं ठरवल्याप्रमाणे आपण असतो ना, शाळेचा वेळ असतो. पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांना अ, किंवा त्या दिवशी जर सुट्टी आहे किंवा जर त्यांना अ, त्यांच्या शाळेमध्ये काही प्रोग्राम आहे किंवा का बरीचशी कारणं अशी मला म्हणजे ऐकायला मिळतात कारण घरात दिसतं ना सगळं. की नाही, आज शाळा नाहीये, आज आम्हाला ऑनलाइनचं सांगितलेलं आहे, आमच्या टीचर्स आम्हाला असंच सांगणार आहेत. तर आमच्या शाळेत असं, असं काम होतं, तर मग आज सगळं ऑनलाइनचं सुरू असणार आहे. मग तिचे हो मग तिचे मम्मी-पप्पा ते तिचं सगळं करतात, मग ते घेतात. मग ते झालं की अ, मग बराच वेळ अशी घरातच असते. म्हणजे अ, खरं सांगायचं तर मग ती फोनवरच असते. तर अ, तसा तिला वेळ चांगला मिळतो, तिच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, पण कसं आहे, जेव्हा मी बघते, अ, कारण मी सुद्धा करते म्हणजे वर्क फ्रॉम होम. पण कसं आहे की एक ऑफिसचं काम असणं आणि मग मग मला आठवतं की मी कधी जायची शाळेमध्ये, बघा ना म्हणजे ज्यावेळेस मी शाळेत जायचे तेव्हा एक वेगळा अनुभव होता.
बरं. हो, हो, हो. हं. हं. बरोबर. अच्छा! अरे बाप रे! हं. ओ. हां. बरोबर. हां. हं, हं, हं. बरोबर. हां. हं, खरंय, खरंय. बरोबर, पण अं, असं काय वाटतं तुम्हाला, की ह्याच्यामुळे अ, मुलांमध्ये काय बदल दिसून येतात? म्हणजे अ ऑनलाइन शाळा की ऑफलाइन शाळा बेटर आहे आणि ऑनलाइन शाळेमुळे काही विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येतात का? आणि मग ते काय आहेत?
हां, तर मग हं. ऑनलाइन शाळेमुळे मला तीच जास्त असं दिसतं, की तिला बाहेर जायला नाही आवडत. बाहेर जाऊन खेळायला नाही आवडत. मग ती सारखा मोबाईल मागते.
हो. म्हणजे लो मुलांमध्ये मिक्स व्हायला आवडत नाही, लोकांशी बोलायला वगैरे आवडत नाही असं काही का?

हाच, म्हणजे जेव्हा म्ह असं वाटतं ना की अ, तिला असं वाटत नाही, म्हणजे पहा, पहिले असं व्हायचं की अ, बाहेर खेळत असले की आई-वडिलांना असं व्हायचं की घरात या, बस झालं खेळून किंवा बस झालं असं हे करून. तर ते असं, म्हणजे अ, काय बोलावं तिला किंवा काय हे करावं? तेच कळत नाही आणि जर काही आपण बोललो, तरी त्याच्यावर तिचे फार वेगळे क्वेश्चन्स असतात. कारण सगळं जग तिच्या हातात, आता ते ती सगळं बघत असते आणि कसं आहे अ, कितीही आपण अ, म्हणजे आता समजा तिच्या पप्पांनी ते करून दिले लॉकच चाहीडो म्हणजे सगळं काही असं, हे नको बघू, ते नको बघू. पण कोण किती वेळ बघतंय ना की ती काय करते नेमकं? म्हणजे असं. तर अ, ते असं अ, एक वेगळा स्वभाव बनला आहे, एक वेगळ्या गोष्टी बनलेल्या आहे सगळं डिजिटल आहेत. तसं काही मी बोलले ना की असं नाही आहे की सगळंच अगदी त्रासदायक आहे डिजिटलमुळे, बऱ्याचश्या गोष्टी खूप चांगल्या ही असतात.
हम्म, बरोबर. हां. बरोबर, हो, हो, हो, हो. हं, हं. खरं आहे. हं. हो, खरंय, खरंय. तेच अ, मी तुम्हाला विचारणार होते. या सगळ्या गोष्टींचा मग सुवर्णमध्य कसा साधायचा? म्हणजे काही हायब्रिड मॉडेल असं काही आपल्याला करता येईल का? किंवा अ, शिक्षकांना काही याबद्दलचं प्रशिक्षण देता येईल का? किंवा एकंदरीतच शैक्षणिक धोरणात अशा काही पॉलिसीज आपल्याला बदलता येईल, काय वाटतं तुम्हाला?
मला तरी असं वाटतं. हो, हो. तसंच करावं लागणार, कारण मी बघितलं आहे की फक्त आई-वडील बोलून काहीही होत नाही, नाही ऐकत मुलं. तर कसं आहे, शिक्षकांना पण बदलावं लागेल, त्यांना पण सांगावं लागेल. शाळेत गेल्यावर पण, म्हणजे त्यांनी तिथे मैदानी खेळ खेळले जातायेत का? मुलं एकमेकांशी बोलतायेत का? ते डबा एकत्र खातायत का? किंवा त्यावेळेस ही त्यांच्या हातात मोबाईल आहे किंवा त्या वेळेमध्ये शिक्षकांच्या हातात मोबाईल आहे का? म्हणजे ते ही असतं की पहिले शिक्षकांचं सगळं लक्ष असायचं मुलांवर, अगदी प्रत्येकावर वेगवेगळं. आता तसं नाही राहिलेलं आहे, म्हणजे आता तश्या गोष्टी होतच नाहीत.
हं. हं, बरोबर. हं. खरंच, खरंच. हां. बरोबर. हो ना. हां.
तर मला तरी असं वाटतंय की ते तिथून तरी सुरुवात करावी, म्हणजे जेव्हा आई-वडील करतात, काहीतरी प्रयत्न, मग त्या गोष्टींना आपण हे सगळं करू शकतो, असं मला तरी वाटतं.
हो ना, हो ना. हं, हं, हं, हं.

आजच्या या डिजिटल युगात काय झालं आहे माहिती आहे का, सगळंच डिजिटल झालं आहे. म्हणजे शिक्षण डिजिटल झालं आहे, भावना व्यक्त करणं डिजिटल झालं आहे; तर मग अ, अशा डिजिटल शिक्षणातलं काय चांगलं आणि काय वाईट असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आज आपल्याला निबंधामध्ये विषय असायचे ना, "विज्ञान- शाप की वरदान" असं डिजिटल युगातलं शिक्षण हे चांगलं की वाईट, काय वाटतं तुम्हाला?
हो. अ, तसं तर अ, सध्या सगळीकडेच चाललेलं आहे, म्हणजे युगच सगळं डिजिटल झालेलं आहे. तर अ, आणि अनुभव तर स्वतःचे आणि सगळ्यांचेच असतात, की आजूबाजूला काय चाललं आहे किंवा मी पण स्वतः म्हणजे डिजिटलाईज खूप वर्क करते, तसं ते खूप सोयीचं असतं. हो. पण कसं आहे, की अ, जसं तुम्ही म्हणालात, की शिक्षणावर त्याचा काय वाईट परिणाम आहे? तर अ, कसं आहे, की माझ्या घरातलंच उदाहरण आहे, माझ्या भावाची मुलगी आहे. तर अ, कसं आहे ती शाळेत आहे. पण अ, त्यांचं झालेलं असं आहे, की अ, डिजिटल जास्त वाढलेलं आहे. म्हणजे अ, शाळा म्हणजे कसं आहे, की शाळेत कमी जाणं आणि ऑनलाईन त्यांचे क्लासेस जे आहेत ते जास्त होतात.
बरोबर. हो. अरे वाह! हं, हं, हं. हां. अच्छा. हं हं. बरं. हां. अच्छा. म्हणजे? ओह! बरं, हो का? का बरं म्हणजे असं, म्हणजे शाळा ऑ ऑनलाईन आहे का?
हां. आणि हो. आणि